मनोरंजन म्हंटलं, की जास्तीत जास्त लोकांची आवडती गोष्ट म्हणजे सिनेमा असतो. आणि त्या सिनेमातलं संगीत असं म्हणतात, की जर ते चांगलं असेल तर सिनेमा हा अजून खूप चालतो.
अगदी बरोबर. हं. बरोबर. अगदी बरोबर.
तर अ, तुम्ही असं काही सांगाल का? की सिनेमामध्ये जे अ, बॅकग्राऊंड असतं बघा बॅकग्राऊंड स्कोर दिलेला असतो. तर अ, तो बदलल्याने प्रेक्षकांच्या अनुभूतीत काही फरक पडू शकतो का?
हं. हं, हं. हं, हं, हं हं. हं. येस. 100% अनुभवामध्ये फरक पड पडतो आणि तो पडणारच. तुम्ही जर एक नोट केलं असेल, की, जे, अ, मूक चित्रपट आहेत ते, म्यूट चित्रपट म्हणजे चार्ली चॅप्लिन वगैरेचे जे सिनेमे आहेत जुनेच, ज्यांच्यामध्ये डायलॉग्स नव्हते
हां, हां. हां, हो. बरोबर.
त्यामध्ये सुद्धा बॅकग्राउंड स्क स्कोर आहेत, बॅकग्राउंड म्युझिक आहे, तरच ते <humming> असं काहीतरी वाजत असतं, त्यामुळेच ते तुम्हाला, छान वाटतं. ते जर म्यूट करून तुम्ही जर बघितलं, तर त्या सिनेमाचा तुम्हाला आनंदच घेता येणार नाही. म्हणजे मूक चित्रपटामागे ही, म्हणजे तेव्हा तर असं असायचं, की मूक चित्रपटामध्ये अ, लाईव्ह संगीत असतं असायचं तेव्हा आता अ, रेकॉर्डची सोय असलेली ऑडिओ रेकॉर्डची सोय असल्यामुळे ते म्युझिक आहे. नाहीतर त्या काळी, अ
बरोबर. नक्की. हां. अच्छा. हां.
अ, नव्हतं ते ऑडिओचं ट्रॅक नसायचा. तर ते लाईव्ह म्युझिक वाजवायचे, सिनेमा तो चालायचा. पण त्या पद्धतीने ते सिनेमाला अ, बॅकग्राऊंड स्कोर देत असायचे, लाईव्ह. असा तो एक अ, अनुभव आहे. हां, हां. आणि आत्ताच जर म्हणाल तर अ, अ, ज्या काही आपल्या भावना असतात. मग तो आनंद असेल, दुःख असेल, प्रेमाचा असेल, जे काही असेल अ, अ, तर ते सगळं बॅकग्राउंड स्कोर आहे, म्हणूनच तो सिनेमा तुम्हाला मनोरंजक वाटतो. तुम्ही जर ते हटवून दिलं, तर फार रटाळ किंवा आपण तो सिनेमा कदाचित बघणारही नाही. असं मला वाटतं.
हां, हां. अच्छा, अच्छा. खरं. हां, हां. हां. हो ना. हां, हां. हां, हां. हो, हो. <chuckles> आणि मनोरंजन होणारही नाही म्हणजे.
शक्यच नाही. म्हणजे संगीत हे फार अविभाज्य अंग आहे आपल्या मनोरंजनामधलं.
<chuckles> अगदी बरोबरच आहे. तर मग अ, तुम्ही असं काही सांगाल का? की अ, ज्या काही आपण म्हणतो ना, की संगीताच्या मागे बघा काही तांत्रिक गोष्टी असतात. म्हणजे अ, त्याची वाद्य रचना असते, एक प्रकारचा काही टेम्पो असतो, डायनामिक्स असतं. तर अ, त्या गोष्टी काही भावना असं धरून ठेवतात का? किंवा त्यावरून त्या जास्त काही अधिक तीव्र होतात का?
हं, हं, हं, हं. हो, हो, हो, हो, हो. करेक्ट. करेक्ट, करेक्ट, करेक्ट. हो, हो. होतात. अ, तुम्ही जे काही अ, आत्तापर्यंतचे हिट सिनेमे जर बघितले तुम्ही, तर त्यामधलं ते बॅ संगीताची जी बाजू असते ना ती फार महत्त्वाची असते. मग ते अं, सुभाष घईसारखे शोमॅन असू दे किंवा राज कपूरसारखे शोमॅन असू देत. त्यांच्या सिनेमामध्ये संगीताला, फार मोठं महत्त्व होतं. अ, म्हणजे अं, एका प्रसंगातून दुसऱ्या प्रसंगात तुम्हाला जायचंय, म्हणजे आनंदाचा क्षण आहे आणि अगदी लगेच दुसऱ्या क्षणी काहीतरी अघटित होणार आहे. किंवा आपण असं म्हणूयात, की अ, अ काय त्याला म्हणूयात, तर अं
हां, हां. बरं. हां. अ, हां.
अ, दुःखाचा प्रसंग आला आहे.
तसं काही तुम्ही एखादं उदाहरण देऊ शकता का, को त्यांच्या कोणत्या सिनेमा म्हणजे तुम्हाला आवडला असेल किंवा तुम्हाला आठवत असेल तर तुम्ही तसं सांगू शकाल?
तर अ नक्की, नक्की. तुम्ही जर अ, अ, कर्ज सिनेमा आठवतो तुम्हाला अ, जुना? अ
अ, थोडाफार म्हणजे असा एवढा नाही आठवत आहे. पण हां, असं ऐकलेलं आहे हो.
अ, ऋषी कपूरचा सिनेमा होता तो. हां, तर त्यामधला प्रसंग असा आहे की अ, एक अ, जोडपं असतं. तर त्यातली जी अ, अ, हिरोईन असते अ, ॲक्चुअली ती खलनायिका आहे त्या सिनेमाची. तर ती त्या तिच्या अ, नवऱ्याला अ, रस्त्यात मारून टाकते आणि तो नवरा तिचा अ, दुसऱ्या जन्मात अ, दुसरं रूप घेऊन जन्माला येतो आणि तो पुन्हा येऊन तिला भेटतो असं ते आहे. तर त्या सिनेमामध्ये एक गाणं आहे, अ, तर तो
हां, हां. हं, हं. अच्छा. हं, हं. अच्छा. हां, हां.
त्या गाण्याच्या सुरुवातीलाच तो अ, तिच्याशी फार प्रेमाने बोलतो वगैरे तो शो चालू होतो आणि त्या गा संगीत अ, सुरू होतं. एक हसीना थी कदाचित तुम्हाला माहिती असेल, गाणं ऐकलं असेल तुम्ही, एक हसीना थी, एक दीवाना था, आणि त्या अ, ते गाणं तुम्हाला इतके अ, अ, वि विविध प्रसंग तुम्हाला दाखवतात त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये प्रेम दाखवतं, त्याच्यामध्ये अ, त्याचं मरणं दाखवतं, त्याच्यामध्ये तो पुन्हा जन्म घेऊन आलेला असं, इतक्या व्हरायटी त्या गाण्यामध्ये, एका गाण्यामध्ये. एक अ, गाणं तसं मोठं आहे ते 10 मिनिटाचं, 12 मिनिटाचं गाणं आहे, पण त्या 10-12 मिनिटांत तुम्ही जो काही पूर्ण चित्रपट बघितलेला आहे संगीताच्या माध्यमातून, बॅकग्राउंड स्कोरच्या माध्यमातून तो अख्खाच्या अख्खा तुमच्या समोर उभा राहतो, तो सिनेमा.
हं, हं. हो, हो. हो, हो. हां, हां, हां, हां. हो, हो. हं, हं. हां, हां. ओहो! वाह! वाह!
हो. तर ती ती ताकद आहे त्या बॅकग्राऊंड स्कोरची. असं मला वाटतं.
नक्कीच, नक्की. हो, हो. नाही म्हणजे जर फक्त गाण्यामध्ये जर आपण एवढे सगळे वेगळे भाव दाखवू शकतो आणि त्याचा एवढा प्रभाव लोकांच्या मनावर होतो आणि त्यात ते बदल घडत असतात. तर म्हणजे ती अ, खूप मोठा अ, सिनेमाचा तो भाग झाला नक्कीच म्हणजे. तर मग अ, अ, तुम्हाला काय वाटतं, की अ, पारंपारिक आणि हे जे आधुनिक चाललेलं आहे त्याचं जे मिश्रण होतं. तर तुम्ही त्याबद्दल काही सांगाल का? म्हणजे उदाहरणार्थ आपले भजन असतात किंवा भावनाशील जे संगीत असतं, ह्या सगळ्यांमध्ये बघा ना ह्या सगळ्या गोष्टी आलेल्या असतात, तर तुम्ही काही सांगू शकता का?
हो, हो. हां. हं. हं. हं, हं. बरोबर, बरोबर. येस, ये हं. हं. हं, हं. हो. हां, हां, हां, हां. नक्की, नक्की. अ, आजकालच्या सिनेमांमध्ये तसं भावगीत अ, भावगीत म्हणण्यापेक्षा भक्तिगीत अ, हे फार बघायला मिळत नाहीत. फक्त चित्रपटाच्या स्टार्टिंगला त्यांच्या लोगोमध्ये तेवढा देव दिसतो. त्यानंतर दिसत नाही खर तर. हां, पण अ, अ, जुने सिनेमे होते त्यामध्ये अ, हमखास दुसऱ्या, तिसऱ्या सिनेमामध्ये हे कुठल्यातरी साईबाबाचं गाणं असायचं, देवीचं गाणं असायचं, नवरात्रीचं गाणं असायचं, गणपतीचं गाणं असायचं. अ, असं आणि अ, पौराणिक चित्रपट यायचेत अ, देवी-देवतांवरचे चित्रपट होते. पण आता नाही येत. आणि तेव्हा अ, तो चित्रपट जेव्हा चालायचा, तर त्यामध्ये जेव्हा तो भक्तिभावाचं जे गाणं यायचं तेव्हा माणूस खूप अ, त्याला काय म्हणूयात? इमोशनल व्हायचा अ, भक्तिभावाने तो ओतप्रोत होऊन जायचा. आणि दुसरे, दुसरीकडे असं होतं, की संतोषी माता नावासारखा एक चित्रपट जेव्हा रिलीज झाला होता. तेव्हा लोकं, बाहेर चप्पल काढून चित्रपट बघायला जायचे. इतका तो येस-येस हो, म्हणजे हे अ, लिखित आहे. तुम्ही वाचू शकता जर कधी Google वगैरे केलं. तर तुम्हाला ते वाचायला नक्की मिळेल तुम्हाला की अ, संतोषी माता चित्रपट रिलीज झाला आणि लोकं इतक्या भक्तिभावाने तो चित्रपट बघण्यासाठी अ, थिएटरच्या बाहेर चप्पल काढायचे. म्हणजे त्या थिएटरला मंदिराचं स्वरूप प्राप्त झालं होतं. केवळ ते बॅकग्राउंड स्कोरमुळे. बॅकग्राउंड संगीतामुळे लोकंना ते थिएटर म्हणजे एक मंदिर वाटायला लागलं होतं. असं झालं होतं.
हं, हं. <chuckles> हं. बरोबर आहे. हं. हां. बरोबर. हां, हां. हो, हो. अगदीच. हां. ओह! अच्छा. नक्कीच. हो. हो, हो. बरोबर. नक्कीच, नक्कीच. म्हणजे बघा ना अ, की किती त्याचा परिणाम आहे. म्हणजे तुम्ही खरंच अनुभव आणि अगदी तो जो लोकांचा दृष्टिकोन आहे तो खरंच छान! म्हणजे अगदी समजवला तुम्ही, की अ, किती मनावर आणि किती भावना ह्या जोडलेल्या असतात, की माणूस म्हणजे काय आहे? म्हणजे आपण थिएटरमध्ये आहोत का ते किती खरं आहे खोटं आहे नट-नटी आहेत. म्हणजे हे तो सगळं विसरतो आणि तो त्या सगळ्या भावनांशी जुळतो. मग अ, तुम्हाला काय वाटतं? की अ, समजा जर माणूस एवढा इमोशनल आहे, एवढा तो असा लगेच जुळतो. तर मग अ, कुठे म्हणजे त्यावेळेस असू द्या किंवा आजकालचे असू द्या संगीत, तुम्हाला कुठे वाटतं का, की ते असं मॅनिप्युलेटिव्ह आहे?
हं, हं, हं, हं. हं. जोडलेले असतात. करेक्ट, करेक्ट. हां, हां. हां, हां. हां. हां, हां, हां. बरोबर. बरोबर, बरोबर. हं. हं, हं. हं. हं. अ, तसं बघायला गेलं, तर सिनेमा हाच अ, आपल्याला थोडंसं अ, वास्तव जगापासून तर काल्पनिक जगामध्ये नेण्याचं साधन आहे, खरं बघितलं तर. अ, त्यामुळे अ, आपल्याला थोडंसं अ, काय म्हणूयात आपल्याला, कधी-कधी तो अ, आपल्या जीवनात दुःख असतात, त्यामुळे त्याला आपल्याला त्यापासून दूर करून तो आपल्याला हसायलाही लावतो. किंवा अ, आपलं चांगलं हसतं खेळतं आयुष्य आहे, तर तो आपल्याला त्या अ, मॅनिप्युलेट करून तो रडायलाही भाग अ, पाडतो आपल्याला. ते एक भूमिका आहे, सॅड सांग्स वगैरे किंवा तशी सिच्युएशन्स, हे हिरोला गोळी लागली, तो मरतोय, आई रडते, अ, हिरोइन रडते वगैरे, वगैरे असं असलं, की तर आपल्यालाही थोडंसं दुःख होतं कुठं ना कुठं, न कळत. तर तो अ, मनोरंजनाचा तो भागच आहे, असं मला वाटतं.
हां, हां. हां. हो, हो. हां. हां. सॅड सांग्समध्ये असं. <chuckles> हं, हं. हो, हो. हां, हां. बरोबर. मग अ, अ, तुम्ही हे सांगाल का, की मग ह्या संगीत आणि असं सायलेन्समध्ये असं संतुलन कसं ठेवावं मग?
हं. हम्म. संतुलन. आता तुम्ही जर अ, पूर्वीचे जे कलात्मक चित्रपट, आर्ट फिल्म्स असायच्या बघा. तर अ, त्यामध्ये ते खूप रटाळ वाटायचे लोकांना. म्हणजे ते सिनेमे असे होते, की साधारण अ, नसीरुद्दीन शाह, स्मिता पाटील, शबाना आझमी, फारुख शेख ह्या लोकांचे जर चित्रपट बघितले ना, ते खूप अ, वास्तवाच्या जवळ जाणारे सिनेमे होते. आणि दुसरीकडे ते अमिताभ बच्चन, राजेश खन्ना, हेमा मालिनी, झीनत अमान ह्या ज्या हीरो हिरोइन्स होते, यांचे सिनेमे थोडेसे लार्जर दॅन लाईफ असायचे.
अच्छा. हां, हां. हां. हो, हो. अच्छा.
तर अ, हां, हां. तर मग अ, अ, लोकांना मनोरंजन जर करायचं असेल तर थोडंसं अ, अ, स्वतःला जे जगता येत नाही, म्हणजे स्वतः काही झाडामागे जाऊन पळत, पळत गाणी म्हणू शकत नाही, तर मग त्याला असं वाटतं हीरो म्हणतोय तर तो मीच म्हणतोय. असं पण ते कधी-कधी होतं. आणि अ, तशाप्रकारे तो समतोल राखला जातो. म्हणजे तुम्ही अगदी अ, समांतर सिनेमा करायचा आहे का तुम्हाला? की थोडंसं मनोरंजक करायचं, हे अ, व्यक्तिपर ते बदलत असतं, असं मला वाटतं.
व्यावहारिक असायचे, म्हणजे जास्त. हां, हां. <chuckles> <chuckles> बरोबर. बरोबर आहे. नक्कीच. आणि एक प्रत्येकाची एक आवडही असते. आणि अ, हां. ज्याच्यामध्ये आपण अ, जे हवं किंवा जे चांगलं वाटतं, अ, त्याची चॉईस करत असतो. मग अ, अ
हं. आवडही असते. करेक्ट. हं. हं, हं, हं. करेक्ट, करेक्ट. म्हणजे काही लोकांना, अ, हॉरर सिनेमे आवडतात, काहींना रोमॅंटिक आवडतात, काहींना कॉमेडी आवडतात, काहींना संगीतमय आवडतात. म्हणजे ते अ, व्यक्ती अ, अ, असतो त्याप्रमाणे त्याला तो चित्रपट आवडतो. असं. हां.
हां. हो, हो. नक्कीच, नक्कीच. बरोबर आहे. आणि अ, म्हणजे छान सांगितलं तुम्ही असं ते सगळं, की म्हणजे म्युझिकचं ते किती महत्त्वाचं असतात. आणि अ, आणि आपल्या चॉईसनेच अगदी. आणि ते मनोरंजन होणार नाही जर त्याच्यामध्ये थोडंसं अ, म्हणतो ना आपण इल्युजन नसेल तर. पण मग समजा असं अ, जर तुम्हाला सांगायचं असेल, कोणी ऐकत असेल. तर मग अ, म्हणजे हे जे प्रेक्षकांच्या भावनांशी प्रामाणिक राहायचं का? जे आहे ते तसंच चालू ठेवायचं. याबद्दल तुमचं काय मत आहे?
हं. हं. हो, हो, हो. हां. ये म्युझिक नसेल तर करतं. हं. हं. हं, हं. अ, मला असं वाटतं, की एखादा चित्रकार जेव्हा चित्र काढतो, तर तो अ, त्याला काय भावतंय ना, ते तो चितारतो खरं तर. आणि मग अ, रसिक प्रेक्षक ते बघतो आणि मग त्याला ते आवडतं-नावडतं, हे नंतरचा भाग. त्याच पद्धतीने ए एखादा डायरेक्टर, संगीतकार हे जेव्हा चित्रपट निर्मिती करतात, बॅकग्राउंड स्कोर करतात अ, प्रेक्षक कमीत कमी कसे त्यावरती अ, अं, आकर्षित होतील किंवा अ, तो सिनेमा त्यांना कसं धरून ठेवेल, हे काम तो करण्याचा प्रयत्न तर करत असतो. अ, तर
हां, हां. हं. बरं. हां, हां.
ते बघणं, त्यानंतर कमेन्ट येऊ शकते, असं मला वाटतं.
नक्कीच. बरोबर आहे. कारण अ, शेवटी प्रत्येकाची काय भावना आहे किंवा आपण अ, म्हणतो की प्रत्येकाची हा बरोबर आहे. आणि
हां. हां. भावना आहे वेगळं ते. म्हणजे सिनेमा, मला पण आता पण वाटतं की आपण सिनेमा ला जातो आहे ना तर, कुठल्या मूड मध्ये जातो आहे आणि कुठला सिनेमा बघतो आहे याच्यावरही परिणाम होतो.
हं, हं. <chuckles> हो, हो ना. नाही बरोबर आहे तुमचं म्हणणं की आपल्या ज्या भावना असतात ते आपल्या मनोरंजनावर नक्कीचच डिपेंड असतात आणि प्रत्येकाची एक चॉईस असते. नक्कीच त्याच्यामध्ये संतुलन कसं ठेवावं हे तुम्ही बरोबर सांगितलं की ती प्रत्येकाचे आपलं हे अ, बघावं की कसं आपल्याला आवडतं आहे किंवा आपलं काय करतो आहे. आणि अ, नक्कीच तुम्ही असं म्हणजे अ, उदाहरणं पण छान दिली अ, गाण्यांची किंवा त्याचे मूड कसे बदलतात किंवा माणूस कसं अ, चांगल्या मूड मधून खराब आणि खराब मधून चांगल्या यात जाऊ शकतो. तर खरंच खूप छान वाटलं तुमच्याशी हा संवाद साधून आणि तुमचे ते अनुभव ऐकून नक्कीच आपण पुन्हा कुठल्या दुसऱ्या विषयावर बोलूया. धन्यवाद.
हां हां. करेक्ट, करेक्ट. हं. हं. गेट इट. हं. हं. चांगल्या आहेत. हो, हो, हो. येस. नक्की. थॅंक यू, थॅंक यू. खूप धन्यवाद तुमचे तुम्ही खूप छान-छान प्रश्न विचारले आणि खरंतर अ, म, चित्रपटांबद्दल जी काही अ, उजळणी माझीच उजळणी झाली सिनेमात संगीताने, भावना कसं म्हणजे बळ देऊ शकता किंवा बदलू शकतात या विषयावरती आपण छान अ, प्रश्न विचारले, त्यामुळे मला अ, बोलता आलं खरं तर. अ, तुमचेही खूप खूप आभार भेटलो तर पुन्हा छान गप्पा मारूयात, वेगवेगळ्या विषयांवर. खूप-खूप धन्यवाद. थॅंक यू.
<chuckles> हां, हां. हं, हं. नक्कीच. धन्यवाद, धन्यवाद.